आम्ही आमच्या जीवनामध्ये खूप कधी-कधी तणावामध्ये आपलं जीवन अ, असतं आणि तणावामध्ये राहतो. तर तणाव आल्यानंतर तुम्ही काय-काय करता बरं? काही सांगू शकता त्याच्याविषयी?
अ, नक्कीच, नक्कीच. मला वाटतं, की अ, तणाव, टेन्शन हा कुठेतरी एक आपल्या जीवनातला एक भाग होऊन गेलेला आहे. कारण जर आपल्याला तणाव मला वाटतं फार असे कमी लोकं असतील, की त्यांना छोट्या-छोट्या गोष्टीचादेखील अ, तणाव येत नसेल. परंतु मी असं सांगेल माझ्या अनुभवानुसार किंवा माझ्या काही गोष्टीनुसार. जवळपास अ, ज जगामध्ये किंवा संपूर्ण अ, विश्वामध्ये अ, 99% तरी लोकं आहेत, की त्यांना प्रत्येक गोष्टीचा छोट्या गोष्टीचा मोठ्या गोष्टीचा, अ, ताण येतच असतो. तर मला वाटतंय, की ताण आल्यामुळे कुठेतरी त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर आपल्या मनावर आणि आपल्या शरीरावर खूप नकारात्मकता होतो. नक्कीच मला वाटतं, की ताणामुळे आपल्याला बरच, आरोग्या आरोग्याच्या रिलेटेड सम समस्यालादेखील सामोरं जावं लागतं. जसं की एन्झायटी झालं किंवा मग निद्रानाश झालं किंवा मग मानसिक आरोग्य स्थिर राहत नाही. निश्चित मला वाटतते, की ह्या ताणाचा आपल्या आरोग्यावर, मनावर, शरीरावर खूप नकारात्मक प्रभाव पडतो. तर निश्चितच हा तणाव आला तर मी सर्वात आधी अ, उपाय म्हणजे सांगायचे झाले तर जसं की अं, प्राणायाम करतो, ध्यान करतो किंवा एखांद छान पुस्तक वाच वाचतो, हं.
हं, हं. हं, हं. हो, हो. हं. हं, हं. अरे वाह! खूप छान गोष्टी तुम्ही करताय सर आणि ज्या प्रकरणे तुम्ही बोललात, की तणाव आल्यानंतर आपल्या न अ, आपल्या शरीरावरही त्याचे वेगवेगळे परिणाम होतात. तर तणाव तुमच्या हां, तर नेमकं आपण नेमकं काय करायला पाहिजे? हा तणाव जर आपल्यावर जास्त आला किंवा कोणत्याही गोष्टीमुळे आला तर नेमके काय-काय क्रिया केल्या पाहिजे? त्याच्यामुळे हा तणाव आपला कमी होण्यासाठी मदत होतो?
नक्कीच. अ, <chuckles> नक्कीच नक्कीच. मला वाटलं, अगदी आपण असे अवघड उपाय जरी नाही केले तर अगदी सोपे उपाय केले पाहिजे. जसं की अ, आता माझ्या अनुभवानुसार मी सांगतो, की जसं की ध्यान केले पाहिजे. निश्चित मला वाटतं, दर-दर जर आपण शांत ध्यान केले किंवा मग आपण जे म्हणतात ना, श्वास श्वासावर आपले ल लक्ष केंद्रित केले पाहिजे किंवा मग जो योग असते श्वासाचे जसं, की प्राणायाम झालं किंवा मग वेगवेगळे तर त्याच्यात आपण असे योग केले पाहिजेत. निश्चित मला वाटतंय, जर आपण आपल्या श्वासावर नियंत्रण मिळवलं किंवा मग आपण आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित केलं, तर निश्चितच कुठेतरी त्याचा आपल्या ज्या मग त्याचं संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित राहील अन् जर आपलं लक्ष श्वासावर केंद्रित राहिलं तर आपलं मग जे नकारात्मक विचार आहे डोक्यामध्ये किंवा मनामध्ये, त्याकडे आपलं फारसं लक्ष जाणार नाही. निश्चितच मला वाटत, जर ज्या ज्या गोष्टीकडे आपले लक्ष गेले नाही तर आपला जो ताण आहे तो ऑटोमॅटिक कुठेतरी 0% होतो आणि मनामध्ये जी पॉझिटिव्हिटी आहे ती कुठेतरी वाढते. निश्चित मला वाटत की असे छोटे-छोटे उपाय, जसं की ध्यान, योगा, चांगली पुस्तक वाय वाचणे किंवा मग चांगले संगीत ऐकणे या गोष्टी गोष्टी केल्या तर निश्चितच आपण आपल्या ता तणावाला आपल्या कंट्रोलमध्ये आणू शकतो.
हं, हं. हं, हं. हो, अगदी. हं, हं. हं, हं. हं, हं. अरे वाह! खूप सुं खूप खूप सुंदर, खूप सुंदर. खूप छान तुम्ही सांगितलत की ध्यान केलं आणि य योगा वगैरे केला तर याच्यामुळं आपलं अ, विचारांवरती आपलं अ, कंट्रोल येईन आणि आपण त्याच्यामुळं त्याच्यातून बाहेर येण्यासाठी मदत होईल. तर तुमच्या जीवनामध्ये असा एखांदा तणावाचा क्षण आला आहे का? ज्यामध्ये अ, तुम्ही या सर्व गोष्टी वापरल्यात आणि तो तणावाच्या क्षणाची काही उदाहरण देऊ शकता का तुम्ही? आणि त्यावेळेस काय नेमकं घडलं होतं ते सांगू शकता?
निश्चित. अ, नक्कीच, नक्कीच. अ, असा कोणता दिवस नाही गेला, की त्या दिवशी मला तणाव नाही आला, मला वाटतं, की माझ्या जीवनातला प्रत्येक दिवस अगदी तणावाने किंवा मग मला वाटतं जो माणूस असतो जो घरासाठी, कुटुंबासाठी आणि आपल्या आ आई-वडील किंवा मग आपल्या ह्याच्यासाठी, जो काम करीत असतो. मला वाटतं सदैव त्याच्या अ, मनामध्ये प्रत्येक गोष्टीबद्दल तणाव असतो. निश्चितच मला वाटतं, की ही एक मोठी जबाबदारी असती तर निश्चित ज्या निश्चितच ज्या लोकांवर जबाबदारी आहे, ज्या लोकांवर अं, काही गोष्टी करायची अ, अ, वेळ आहे. तर अशाच व्यक्तींना कुठेतरी तणाव येत असतो. तर निश्चित मी देखील त्यामधलाच आहे, कुठेतरी माझ्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे, अ, बहिणीची जबाबदारी आहे, आई-वडिलांची जबाबदारी आहे. तर निश्चित मला वाटतंय, की त्यांची मी जबाबदारी अ, चांगल्या प्रकारे हाताळतो हाताळू शकतो का नाही? याची माझ्या मनामध्ये सतत कुठं ना कुठेतरी तणाव असतो. मी त्यांच्या इच्छा पूर्ण करू शकेल का नाही? तर मला वाटतंय असा बऱ्याच वेळेस मला ताण आला जसं, की आता अ, माझी सॅलरी अ, काहीतरी महिन्याच्या 15 तारखेला होते आणि परंतु जी माझी बहीण आहे, तिची कुठेतरी जी एक्झाम फीस आहे ती मला कुठेतरी 1 तारखेला भरायची होती. तर अ, निश्चित मला वाटते, की अ, त्यावेळेस अ, मला खूप ताण आलता, की मी आता कसे पैसे ॲडजस्ट करू? किंवा कशाप्रकारे मला अ, पैशाची ॲडजस्टमेंट करता येईल. तर अ, त्यावेळेस अ, मला वाटतंय, की तो खूप एक अ, वेदनादायक आणि तणावाचा क्षण होता. परंतु म्हणतात ना, की अ, मी ह्या सर्व गोष्टीला आधीच सामोरे गेला आहे किंवा मग त्या गोष्टीची मी आधीच कुठेतरी प्रिपरेशन केलेली आहे. जसं, की योगा करणे, ध्यान करणे किंवा मग तणावाला कसं कंट्रोलमध्ये आणायचं? ह्या गोष्टी करणे. तर अ, निश्चितच मला वाटतं, की त्यावेळेस मी त्या तणावाला एकदम चांगल्या प्रकारे हँडल केलं कोणत्याही मनाला किंवा आरोग्याला अ, काही ताण येणार नाही किंवा काही गोष्टी होणार नाहीत याची काळजी घेतली तर निश्चितच मला वाटतं मी फॅमिलीसोबत अ, वेळ घे घेतला, अ, मीटिंग केली त्यानंतर मी त्या अ, कॉलेजमध्ये जाऊन शिक्षकांला भेटतो, त्यांना का म्हंटलं, "सर, अशा-अशा अडचण आहे. मी जर थोड्या दिवसांनी पैसे जमा केले तर जमेल का?" तर अ, नक्कीच त्यांनी सुद्धा मला एक सहकार्य केलं आणि मला वाटतंय अ, मी अशा प्रकारे तो ताण किंवा तो तणाव हँडल केला आणि त्यातून मी एकच चांगला मार्ग काढला आणि मला वाटतंय अशा प्रकारे प्रत्येकानेच कुठेतरी जो तणाव आहे तो हँडल केला पाहिजे.
हं. अरे वाह! हं, हं. हो. हो, हो. अच्छा. हं, हं. हो, हं. अरे वाह! खूप सुंदर, खूप सुंदर. हं हो, नक्कीच. अ, अशाचं प्रकारे केला तर आमच्या जीवनामधील तणाव कमी होऊ शकतो. तर तुम्ही मला सांगू शकता, की घरात किंवा ऑफिसमध्ये तणाव कमी करण्यासाठी तुमचे दैनंदिन छोटे उपाय काय आहेत? किंवा धोरणे काय आहेत? की ज्यामुळे आपला तणाव त्या घरात आणि ऑफिसमध्ये कमी होऊ शकतो?
अं, नक्कीच, नक्कीच. सगळ्यात मोठं कारण म्हणजे ते कारण म्हणजे असं, की मी सकाळचं माझं रुटीन मी सकाळी अ, जवळपास ब्रह्ममुहूर्त किंवा म्हणतात ना, की 4:00 वाजता उठवण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर मी एक घंटा अ, अं, रनिंग करतो, त्यानंतर योगा करतो, त्यानंतर ध्यान करतो, अ, त्यानंतर मग कुठेतरी देवाची पूजा करतो. मला वाटतं जे सकाळचं रुटीन आहे ना, हे कुठेतरी आपलं एक सकारात्मकता देतं. एक मनाला अ, निगेटिव्हिटीपासून दूर नेत आणि मनामध्ये सकारात्मकता घालतं. तर निश्चित मला वाटतं कुठेतरी ह्या गोष्टींमुळे जे माझा सेल्फ कॉन्फिडन्स आहे. जे माझा आत्मविश्वास आहे. हे कुठेतरी एकदम इम्प्रूव्ह होतो आणि जर माझा जर आत्मविश्वास चांगला झाला, माझ्या मनामधले सर्व निगेटिव्हिटी संपली, मनामध्ये सकारात्मकता आली तर निश्चित मला वाटतं, की जो माझा अ, अ, ताण आहे तो, कुठेतरी ॲटोमॅटिक कमी होतो आणि जर ताण ॲटोमॅटिक कमी झाला तर निश्चित मला वाटतं तो कुठेतरी जो आपला संपूर्ण दिवस आहे, तो चांगला जातो. तर मला वाटतं हे माझं रुटीन आहे सकाळचं आन् हेच रुटीन मला कुठेतरी एक अ, ताणापासून मुक्त ठेवतो किंवा तणावमुक्त ठेवतं अ, असं मला वाटतंय.
हं, हं. अरे वाह! खूप सुंदर. हं, हं. अरे वाह! खूपच छान सांगितलं, की तुम्ही. आणि ते म मेडिटेशनमध्ये कोणचं मेडिटेशन करता? आणि योगामध्ये कोण-कोणते योगासन करता बरं तुम्ही?
अ, मला वाटतं, की असे भरपूर सारे अ, मेडिटेशन आहेत किंवा योगा आहेत. अ, पण मला वाटतं जर आपल्या तणावमुक्त योगा किंवा तणाव अ, टेन्शन फ्री व्हायचं, तर ह्यासाठी फार अवघड अशी योगासनं किंवा ध्यान करावं लागत नाहीत. आपण अगदी अ, छोट्या गोष्टींपासून स देखील अ, कुठे ना कुठे तरी सुरुवात करू शकतो. आता जसं की मी वेगवेगळ्या प्रकारचे ध्यान करतो. अ, जसं की श्वासनावर नियंत्रण ठेवणे किंवा मग डोळे झाकून शांत ओम ह्या शब्दांचा उच्चार करणे किंवा मग अ, डोळे झाकून एखादं जे बी काय मेडिटेशनचं साँग आहे ते ऐकणे. मला वाटते अ, ही, अशा छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. म्हणतात ना कुठेतरी जर आपल्या डोक्यामध्ये आपण ओम असा शब्द जर म्हटला. तर कुठेतरी जी आपली जे माइंड आहे ते कुठेतरी असं एक रिफ्रेश झाल्यासारखं होतं. मनामध्ये एक सकारात्मकता दिसते. जो काही आपला नकारात्मकता भाव आहे किंवा जी मनामधली निगेटिव्हिटी आहे, ती एकदम कुठे ना कुठेतरी कमी होऊन जाते. मला वाटतं ध्यानामध्ये मी हे प्रकार करतो. आणि योगाचा जर विचार केला तर निश्चित त्यामध्ये अ, ताडासन आहे किंवा मग श्वासान श्वासासन आहे. जे की पूर्ण आपल्या श्वसनावर आपल्या श्वासनाला किंवा आपल्या श्वासाला नियंत्रित ठेवतं. किंवा मग अ, म्हणतात ना जे कपाल भारती आहे किंवा मग अ, धनुरासन आहे. मला वाटतं असे छोटे-छोटे योगासनं मी करतो, की जे माझ्या मनाला, आरोग्याला आणि शरीराला नक्कीच कुठेतरी एक उत्तम बनवितात आणि एक आरोग्यदायी बनवितात. अ, निश्चितच त्यामुळे कुठेतरी जो माझा आरोग्य आहे, ते देखील चांगलं राहतं आणि तणावमुक्त मी माझं जीवन जगू शकतो.
हं, हं. हं, हं. बरोबर. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. अरे वाह! छान. हं. हं, हं. अरे वाह! असं का. एकदम भारी. हं, हं. खूपच छान. अरे वाह! मस्त सर मस्त. आणि मला हे सांगा ना, की जेव्हा, तणाव दीर्घकाळ टिकतो तेव्हा तुम्ही कोणाची मदत घेता का? समजा प्रोफेशनल किंवा कोणी मोठ्या व्यक्तीची त्या तणावाला दूर करण्यासाठी आणि कोण-कोणाच्या संग अगदी त्यात
अं, हं. नक्कीच, नक्कीच. मला वाटतं ते जर आपण तणाव इतरांना सांगितला तरच कुठेतरी आपला तणाव आहे तो कमी होतो. निश्चितच मी माझ्या आई किंवा वडील किंवा आजी-आजोबा यांच्यापाशी जो काही मला तणाव आला हे सांगतो आणि निश्चितच अ, ते लोक मला तणाव कसा मुक्त करायचा, ह्याबद्दल गाई करतात आणि योग्य ते मार्गदर्शनाखाली अ, मला तणावमुक्त करण्याचा प्रयत्न करतात नक्कीच.
तर म्हणजे अ, मग अ, म्हणजे कधी-कधी तुम्ही अशी त्यांची मदत घेतलेली परीक्षेच्या वेळेस तणाव येतो आणि बाकीच्या काही गोष्टी तणाव येतो. तर त्यावेळेस ही तुम्ही त्यांची मदत घेता का?
अ, नक्कीच, नक्कीच. मी त्यांची तणाव अशा वेळेस मदत घेतली, की कसं तणावमुक्त होता येईल आणि मनाला कसं तणावापासून दूर ठेवता येईल. तर निश्चितच अशा वेळेस मी त्यांची मदत घेतली होती.
अरे वाह! खूपच छान आणि खूप छान वाटलं सर मला तुमच्याशी बोलून, की तुम्ही तणावाबद्दल खूप साऱ्या गोष्टी बोलल्यात, की सकाळचं रूटीन आणि बाकीच्या गोष्टी तुम्ही कशा करता, की ज्यामुळे खूप तणाव तुमचा, अ, निघून जातो. तर मला खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि तुमच्या ह्या गोष्टी ऐकून खूप-खूप धन्यवाद.
नक्कीच. <chuckles> नक्कीच, नक्कीच. मला देखील आपल्याशी बोलून अ, खरंच खूप छान वाटलं. चालेल-चालेल भेटूया पुन्हा धन्यवाद.